हां. वास येतो नाही का त्याला? तर आम्ही तेच पाणी वापरतो, ते जसं कमी होत जातं आम्ही परत त्याच्यात ताजं पाणी भरत राहतो. तर कुठे-कुठे तरी आम्हाला वाटलंय, की नाही का? आपण एक खूप मोठी पार्टी देतोय घरात वगैरे असं आणि नळाला पाणीच नसतं. पाणीच तर मग अशा वेळेला मग आम्ही बघतो, की नाही का? असे, पाणी साठा घरात ठेवावा अगदी गरजे पुरतं.
हो, हो. हं, हं. हो. अरे बापरे! मग अशी, अशी कधी काही पंचायत झालीये का ओ? म्हणजे असा काही प्रसंग सांगाल का? की काहीतरी चालू आहे आणि पाणीच नाही आलं किंवा म्हणतात ना, की खूपच जास्त पाऊस पडला आणि मग घरीच राहिले बरीच लोकं. असं काही झालंय का ओ?
हो. तर झालं कसं पाण्याचा तर मी सांगणार नाही. पण एकदा विजेचं मला सांगायला आवडेल इथे. तर अ, तेव्हा मी म्हणजे मी, माझी बायको आणि माझा लहान मुलगा आम्ही बेंगलोरमध्ये राहायचो. तर माझे आई-वडील, माझा भाऊ, माझी वाहिनी, त्यांची मुलं ते बंगलोरसाठी बेंगलोरला आले होते एका कामासाठी वगैरे. आणि ते म्हटले, की "चला आम्ही 1 पूर्ण दिवस तुमच्या घरी राहू." आणि रात्रीच जेवण जेवून मग त्यांची फ्लाइट होती. तर ते म्हटले, "आम्ही रात्रीच जेवून मग निघूया." तर खूप छान वाटलं हो आम्हाला. आणि तेव्हा झालं कसं आम्ही सगळी जेवायची इतकी सुंदर तयारी केली आणि नेमकं म्हणजे ते आले घरात आणि लाईट गेली.
हं. अच्छा. बरं. हं. हं, हं. हं. अरे देवा!
तर अ, आता म्हणजे बसले, की लोक आता ते म्हटले, "ठीक आहे, शहरामध्ये होत असं, आमच्याकडे इन्व्हर्टर होता." तर त्या इन्व्हर्टरमुळे कसं आहे, की 4-5 तास तसे निघून गेले. पण संध्याकाळ आली आणि रात्रही झाली. आणि मग ते अंधार झाला, हो ना. तर आम्ही म्हणजे मेणबत्त्या लावल्या, काय-काय लावल्या आणि इतकं लाजल्यासारखं झालं ना कारण हे बघा होतीच आमच्या घरचीच लोकं. तसं काही फॉरमॅलिटी करायची गरज नव्हती आम्हाला. पण तरी इतकी पंचायत झाली आमची म्हणजे, की करावं काय? म्हणजे स्वयंपाक सुद्धा मी आणि माझ्या बायकोनी मेणबत्ती लावून केला.
हो. हो. मग त्याची ती बॅटरी संपली असेल ना? इन्व्हर्टर हं. हो ना. अरे देवा! खरंच.
आणि आता घरचे आलेत म्हणजे नाही का? उगीचच मॅगी वगैरे करून देता येत नाही. हे स्वयंपाक तर व्यवस्थितच असतो.
नाही ना. सागर संगीत काहीतरी करावं लागतं. 3, तीन चार गोष्टी तरी नाही का?
करावं लागतं. अगदी आणि होतं कसं मुलं होती, म्हणजे माझा मुलगा होता, माझ्या भावाची मुलं होती. त्यांची करमणूकच नाही ओ काही. कारण लाईट नाही, टीव्ही बंद, इंटरनेट बंद, सगळंच बंद झालं.
हं. अरे देवा! खरंच.
तर मग बाबा ते म्हणजे कसं तरी म्हणजे तो दिवस गेला. तर आई म्हटली, की "ठीक आहे ना असं होतं आम्ही आम्ही पण पाहिलंय असं होतं. पण तुम्ही थोडी काळजी घ्या म्हणजे इनव्ह आम्ही काय केलं इन्व्हर्टरची बॅटरी वगैरे आम्ही वाढवून घेतली. किंवा नाही
दिवस. <chuckles> होतं. हो, हो. हं, हं. नाही, हा चांगला उपाय आहे, की कधीही म्हणजे कुठच्याही ऋतूमध्ये असं होऊ शकतं, की लाईट गेली, तर नक्की कारण की बरीचशी उपकरणं बंद पडतात.
हो. हो.